हो, हो. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगेन की हे ऑफिसच काम आणि रोजचं म्हणतात ना, आपलं ते रुटीन असं व्हायचं आणि मग झोपायला लेट आणि मग त्याच्यावर नीट उठणं नाही, शरीराकडे काळजी नाही, मग त्या गोष्टीचा कंटाळा आला. तर मग मी तेव्हापासून ठरवलं की म्हणजे नाही म्हणायला शिकायचं. कोण आपल्याला जास्त काम देत असेल किंवा काही गोष्टी सांगत असेल. तर प्रत्येक म गोष्ट हो म्हणायची किंवा सगळेच आपल्याला बोलावतात तर सगळीकडे जाण्याची काही गरज नाही. कधीतरी नाही पण म्हणायला शिका असं मला वाटायला लागलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट हो म्हणणं म्हणजे प्रेम नाही, तर मला वाटतं ती स्वतःला गमावण्याची सुरुवात असते, असं मला काहीसं वाटायला लागलं. आणि जो सोशल मीडियाचा वापर होता ते खूप रील्स-रील्स बघून एक असं म्हणतात ना, की झोप येते तरी पण आपण ते डोळे असे ओप म्हणजे ओपन करून आपण रात्री 1:00-1:00 वाजता रील्स बघत असतो. आणि मग ते डोक्यात थोडं अशांती असते, तर ती काहीशी कमी केली आणि दररोज म्हणतात ना, की 10:00 च्या नंतर फोन बंद आणि 7:00 च्या नंतर, म्हणतात पूर्णपणे ऑफिसचे कॉल्स वगैरे सगळं बंद, जो असेल टाईम तो माझ्यासाठी. आणि मग स्वतःला म्हणजे 10-15 मिनिटं मी स्वतः शांत राहायला लागली, मेडिटेशन केलं. अ, फोन त्याच्यामध्ये तुम्ही फोन पण नका करू, ऐकू किंवा संगीत पण नको, काहीच नको. फक्त श्वास ऐका की म्हणजे काय वाटतं तुमच्या अंतर्मनाला किंवा असं, म्हणतात ना, मेडिटेशन फक्त तुमच्या श्वासावर लक्ष लक्ष ठेवा. नक्कीच आणि मला नंतर सवय लागली की मी एक YouTubeचे व्हिडिओ पाहिले की हे अशा गोष्टी जर होत असतील, तर तुम्ही अ, जर्नालिझम करू शकता. जन जर्नल लिहा की काय तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत किंवा जे असतात ना, आपल्या भावना की आज तुम्हाला कसं वाटतंय अशा बुक्स सुद्धा मिळतात.
हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हं. खूप सुंदर, खूप सुंदर. हं, हं. हं, हं, हं, हं, हं, हं, हं, हं. <chuckles> बरं नाही. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. म्हणजे मेडिटेशनच बोलताहेत ना तुम्ही? हां, श्वासांवर लक्ष द्यायचं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं, हं, हं, हं, हं. म्हणजे तुमच्या जे मनामध्ये येतंय ते तुम्ही असं अ, लेखणीतून उतरवायचं असं तुम्हाला वाटत होतं का?
हां. असं म्हणजे लेखणीतून इन द सेन्स की आपण एक म्हणतात ना, आज कसं वाटतंय. तर ते दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मी स्वतःमध्ये म्हणजे वहीमध्ये लिहायला सुरुवात केली, जेणेकरून माझ्या भावना एकदम चांगल्या प्रकारे लिहिल्या गेल्या आणि मला म्हणतात की त्याला म्हणतात ते कुठेतरी मनात साठवण्यापेक्षा त्या कुठेतरी मी लिहून टाकल्या असं झालं. आणि आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत एका मित्रासोबत किंवा मैत्रिणींसोबत तुम्ही बोलू शकता, हे खूप चांगलं म्हणतात ना, एक अ, म्हणजे एक उपाय आहे असं मला वाटतं की आपल्या भावना तो एक जो व्यक्ती तुमच्या गोष्टी ऐकतो हो, हो. तर त्याला तुम्ही व्यक्त व्हा असं मला वाटतं.
वाह! ओके. हं. सुंदर, सुंदर. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. नाही, नाही. हं, हं. हं, हं, हं. वाह. व्यक्त करायच्या आहेत. हं. एक एक खूप सुंदर अ, तुम्ही गोष्ट सांगितली आहेत की नाही बोलणं शिकणं ना, हे खूप महत्त्वाचं आहे. नेहमी आपण प्रत्येकाला हांच बोलतो. नाही बोलणं हे कारण की काय होतं की जेव्हा आपल्याला त्रास होतो त्या त्रासामध्ये जसं तुम्ही सांगितलं की ऑफिसवाल्यांकडून दूर जाणं, ते रील्स बघणं आणि त्या गोष्टीतून तुम्ही आहे ना, मेडिटेशनला गेलात, आहे ना? तर मग आता नेमकं ह्या त्रासातून जेव्हा तुम्ही बाहेर येत आहेत ठीक आहे, तर तुम्ही काय सांगणार की अ, जसं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना सोडलं त्यामुळे आत्ताचं जे तुमचं नवीन एक जन्म झालाय असं बोलूया. एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे, तर ती कशी वाटते तुम्हाला ह्या त्रासातून निघताना?
बरोबर.

नक्कीच, मला असं वाटतं की स्वतःला पहिलं गोष्ट जर तुम्ही दुर्लक्षित करू नका किंवा असं काय होत असतं तर त्याला स्वतःला तुम्ही दोष देऊ नका. कारण कसं असतं आणि काही लोकांना बघा अपयश आलं की असं वाटतं, की अ, म्हणजे खूप आपण काहीतरी चुकीचं करतोय. तर मला तर वाटतं की ती एक नवीन आठवण म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा आणि स्वतःकडे तुम्ही परत या. तर मला असं वाटतं की स्वतःशी
बरोबर. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. म्हणजे पॉझिटिव्ह राहा म्हणजे पॉझिटिव्ह रहा है ना? हं, हं.
पॉझिटिव्ह राहा आणि स्वतः सकारात्मक दृष्टीने एकेका गोष्टीकडे बघा आणि स्वतःशी म्हणतात ना असं सेल्फ टॉक असतं, ते करा की आज मला अ, कोणत्या गोष्टीने आनंद दिला आहे किंवा आज मी स्वतःसाठी काय केल. मग त्याचं उत्तर काहीही असोत तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा तुमचं जे अंतर्मन आहे ते आरशातलं दर्शन आहे आणि जसं तुम्ही स्वतःला बघता तसंच लोक तुम्हाला बघतात असं मला वाटतं. तर तुम्ही स्वतःबद्दल म्हणतात ना की सकारात्मक अ, ...ता दाखवा जेणेकरून, जे आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला सकारात्मकतेने बघतील आणि तुम्हाला कोणी गृहीत धरणार नाही. की अरे, हां हा तर काय येईलच असं किंवा हां, हा तर होच आहे. म्हणजे ते लोकांचं असतं ना की आपण सगळ्यांना हो, हो बोलून सगळे आपल्याला गृहीत धरतात, की "अरे, हा एक हा हा येईल ह्याला काय चालतं सगळं." तर ते कुठेतरी गडबड आहे मला असं वाटतं. तर तुम्ही स्वतःची आणि स्वतः म्हणतात ना की तुम्ही ती क्लिअरपणे मांडा की जे पण काय आहे. स्वतःला दुर्लक्षित करून घेऊ नका. मग जेणेकरून आपल्या अंतर्मनाला दुःख होईल असं मला वाटतं.
बरोबर. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. खूप छान, खूप छान. हं, हं. हं, हं.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 हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. <chuckles> हं, हं. बरोबर, बरोबर. बरोबर, बरोबर. म्हणजे अ, हो म्हणजे आपण असं समजूया की अ, की एकतर स्वतःची काळजी घेणं यात खूप गरजेचं आहे आणि अ, आणि एक पॉझिटिव्ह तुमचं जे अ, वागणं आहे, ते खूप आपल्याला ह्या गोष्टींमध्ये मॅटर करतं आणि मग त्यानंतर की आप अ, कसं होतं की तुमचा इम्प जसं तुमच्या बोलण्यावरून मला समजलं आहे, की तुमचा म्हणजे ह्या गोष्टीतून जसं बाहेर येतात, एक तुम्हाला एक नवीन ऊर्जा आली. लोकांत लोकांमधून तुम्ही निघालात. अ, तर तुम्हाला हा एक जर सपोज लोकांना असं सांगायचं असेल, काही मेसेज द्यायचा असेल तुम्हाला असा तर काय असू शकतो, की ह्या गोष्टीतून निघण्याचे जे सोपे उपाय आहेत, ते काय-काय असू शकतात. साधारणपणे काय-काय? हं, हं.
नक्कीच. नक्की.